हो. हे तर खूप छान आहे. पण आपल्याकडे असं नाहीये एकंदरीत म्हणजे
हो. नाहीये. किंवा आता त्यांच्याकडे असं आहे की 45 मिनिटं शिकले की 15 मिनिटं ब्रेक घ्या, खेळू शकतात किंवा गाणी शिकवतात. तर हे आपलं कुठेतरी लोपच पावत चाललयं.
आपल्या वाह, वाह! छान. बरोबर.
हं.
आणि मग तुम्हाला असं वाटतं का की जर आजपासूनच परीक्षांचा ताण कमी करायचं ठरवलं, तर पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी काय-काय असे लहान बदल सुरू करावेत, जेणेकरून जो काही ताण येतोय, तो तो थोडासा कमी होईल विद्यार्थ्यांवरचा. तर त्याच्याबद्दल काय सांगाल?
हं. हं, हं, हं, हं. निश्चितच आपल्याला बदल तर पहिल्यांदा तर शिक्षकांपासूनच करावे लागतील. कारण अ, पालकांचे बदल म्हणजे अडॉप्शन असणार आहे किंवा मुलांचेही बदल अडॉप्शन असणार आहे. फक्त तर पालकांनी शिक्षकांनी जर अं, प्रॅक्टिकल्स व्यवस्थित जर अं, त्यांच्याकडनं करून घेतली, की हे काय असतं? म्हणजे प्रत्येक विषयाचं प्रॅक्टिकल करता येऊ शकतं अगदी अ, गणितात पण आपल्याला वाटतं की गणिताचं काय प्रॅक्टिकल करणार आहे? पण करता येऊ शकतं की लोकांना अं, अं, हे काय सर्कम्फरन्स म्हणजे काय माहिती असतं, 2πr. पण ते 2πr म्हणजे काय? की बाबा π म्हणजे काय? की तुम्ही किती जरी मोठं वर्तुळ काढलं तरी त्या सर्कम्फरन्स आणि त्या अं, अं, काय म्हणतात त्याला रेडियसचं प्रपोर्शन आहे 3. अ, वन फोर वन सिक्स त्याचं तेच राहतं. म्हणजे वर्तुळ कितीपण असतं, तर तो कॉन्स्टंट जो आहे तो π आहे. तर हे कोणाला कळतच नसतं. तर हे जर असं प्रयोगातून दाखवलं हं. बरोबर हां.
बरोबर. हं, हं. हो. हो, हो. बरोबर. हो. वन फोर ह्या. बरोबर. फक्त एक म्हटलं तर थियोरेटिकल भाग ते शिकतात. बरोबर म्हणजे फक्त त्यांना म्हणजे का शिकतोय, हे देखील सांगणं खूप महत्वाचं आहे, ॲज अ शिक्षकांनी असं
हं. तर असं असं जर केलं तर मग ते त्यांना मग त्याचं महत्त्व कळेल आणि जसं हे मला कळालं की मग एकदा तुमचं ते आयुष्यभर डोक्यात राहणार. नाहीतर तुम्ही ते थ्री पॉइं π असतो बाबा आणि एवढाचा असतो. पण तो का? तर हे का पर्यंत शिक्षण पद्धती घेऊन जात नाहीये. आणि ते कामध्येच सगळं मला वाटतं दडलेलं आहे तर
हो. बरोबर. नक्कीच, नक्कीच. आणि मग तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे बघा ना